अच्छा म्हणजे हा साधा नियम एक तुम्ही ठेवला आहे की नोटिफिकेशन म्हणा. बट खूपदा असं झालं आहे का त्या नोकरीचं तुम्ही बोललात की तुम्हाला नोकरीहून कमी करण्यात आलं आणि ती नोटिफिकेशन आली आणि त्यामुळे तुमचा दिवस काय तुमचं आयुष्यच बदललं असं आपल्याला म्हणता येईल. बट अ, खूपदा काय होतं समजा नाही का तुम्ही नोटिफिकेशन बोललात की तुम्ही अक्षरशः बघतच नाही. बट खूपदा असं होतं की नोटिफिकेशन बघायची आपल्यावर वेळ येते कारण एखाद्या गोष्टीची उत्सुकता असते, जसं की आपला पेमेंट. जर आपल्या पगाराची नोटिफिकेशन आली तर दिवस अचानक बदलतो. असं आपल्याला वाटतं का?
हां, हां. हां. अं, नाही मला कसं आहे की माझा बॅलन्स मी करून ठेवलेलाच असतो नाही का. तर मला काही खास वाटत नाही पेमेंट आला तरी. हां अ, म्हणजे बँकेत दिसून जातं ना ते टेक्स्ट मेसेज येतो. म्हणजे कधी पण मोबाईल हातात घेतला तर ते दिसून जातं. टेक्स्ट मेसेज येतो बँकेचा. बँकेचा मेल पहिले पाहतो मी.
हं, हं. हो. नक्कीच बट त्याचं टेक्स्ट मेसेजचं नोटिफिकेशन तर येतच असेल ना आपल्याला?
हां, हां. त्याला मी वेगळं टोन ठेवलेलं आहे.
हां. तर त्यानुसार तुमचा दिवस कसा बदलतो? असं मला विचारायचं आहे तुम्हाला.
अरे! काय सांगू तुम्हाला असा आनंद होतो. अरे! अजून थोडा माझ्या म्हणतात ना माझ्या बाल्टीमध्ये अजून थोडं तांब्याभर पाणी आलं.
अच्छा. हां, हां, हां, हां.
<laughs> आता थोडा अंघोळ करून घेतो अर्धा तांब्यानी. <chuckles> तर तसं वाटतं मला की हां बाबा अ, चांगलं वाटतं. म्हणजे पैसे कोणाला नको आहेत, है ना?
हां, हां, हां. नक्कीच, नक्कीच. हं, हं, हं, हं.
मला तर उलटं चांगलाच होता पैसे आले तर. हां फक्त ते नोटिफिकेशन जाताना असं म्हणतात ना हे एक ईएमआय कट झाला, ह्याचं बिल कट झालं, त्याचं बिल कट झालं. <chuckles>
हां, हां. मी तेच विचारणार होतो. जेव्हा ते कट होतं तेव्हा कसं वाटतं? असं वाटतं की आपल्या समुद्रातून नाही का एक नदी वाहात गेली.
खूप वाईट वाटतं. नाही खरंच, खरंच खूप असं वाईट वाटतं की बा म्हणतात ना लोटाभर पाणी आलं आणि अगदी बादली खरं ख खाली झाली.
खाली झाली. बरोबर.

मग.
आणि ते बघून माझ्या बॉसची एवढी जळाली, एवढी जळाली.
अरे बापरे!
की मी मस्तपैकी माझा मित्र एक व्हिडिओ काढतो आहे आणि मी आणि माझे मित्र ढोल वाजत नाचतो आहे त तगडा तगडा तगडा तगडा तगडा तगडा तगडा तगडा फुल. <laughs> म्हणजे माझे मालक कोमात आणि मी जोमात असा सीन झाला डायरेक्ट. कारण की मला आनंद झाला. मी त्यासाठी तर करत होतो. <laughs>
हां. अरे बापरे! काय बोलता? खरंच. अरे वाह, वाह, वाह! अच्छा. म्हणजे तुम्ही म्हणजे जाणून बुजून ते प्रकार केले होते जेणेकरून की म्हणजे तुम्हाला ती नोटिफिकेशन यावी.
हां. आणि त्याला ते व्हिडिओ पाठवलं ना तेव्हा त्याची अशी <laughs> अशी आग मस्तकात गेली. त्याला असं वाटलं की माझी दुनिया खराब होईल नाही का. मी टेन्शन वेंशन घेईल. त्याला नव्हतं माहिती की भाऊ हा अशा ट्विस्ट येणाऱ्या ह्याच्या कानामध्ये फुल असं नाही का आणि असं फुल हलवून-हलवून नाचत होतो मी एकदम सगळं एकदम नाही का मित्रांस दंगे करत. अरेरे! म्हणजे माझ्या नोटिफिकेशन, माझा दिवस खराब करायला चालला होता मग मी त्याला टाकलं खाली. क्यू हिला डाला ना <laughs>
अच्छा. हां, हां, हां, हां, हां. पण झालं उलटच? अच्छा, अच्छा, अच्छा. हो, हो, हो. अच्छा. <chuckles> अरे वाह, वाह! म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही त्या नोटिफिकेशनला हाताळलं. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्ही त्यातून मिळवलं. बट खूपदा बघा आपण असं बघतो हां, हां. बोला.
हां. म्हणजे सांगू का? हां, हां. अ, कधी पण आयुष्यात आहे ना प्रत्येक मोमेंट आनंदाने जगायचा.
हं. अगदी बरोबर. अगदी बरोबर.
माझं तेच आहे. <chuckles>
खूप, खूप. अ, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही सांगितलं आहे. बट खूपदा बघा ना काय होतं, की आपण जर कामात असलो समजा नक्कीच तुम्ही दुसरं काम पण जॉइन केलं असेल आपण असं गृहीत धरूया. तर खूपदा आपण कामात असतो आणि समजा आपण एखादी एकाग्रता करायला जातो कामात म्हणजे एकदम फोकस द्यायला जातो. बट अचानक एखादा मेल येतो किंवा WhatsAppचे टंगकन मेसेज वाचतो. तर आपसूकच आपलं लक्ष तिकडं वळतं आणि ती नोटिफिकेशन असलेली कधी काळी म्हणजे नाही का खूप इरिटेट करते. तर अशा वेळेस म्हणजे नाही का आपण काय केलं पाहिजे? ते म्हणजे तुम्ही कसं बघता त्या नोटिफिकेशनकडे? लगेच ओपन करता का नंतर?
हं, हं. अ, नाही.